हां. अ, ॲक्चुअलमध्ये हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे जेवण किती जरी चविष्ट केलं आणि जर देणारे जर असे स्वच्छ नसतील तर अ, नको वाटतं जेवायला किंवा विशेषकरून महिलांना ते थोडंसं विचित्र वाटतं. तर मग ह्याचा परिणाम काय होतो ना, की जेवण शिल्लक राहू शकतं किंवा चांगलं जेवणाकडे बघायचा दृष्टिकोन हा अ, म्हणजे असा खराब होऊ शकतो लोकांचा, की नसेल चांगलं, स्वच्छ नसेल. मग त्यासाठी ना आपण ह्यासाठी आग्रही राहायचं. ज्यांच्याकडून आपण करून घेतोय त्यांना सांगायचं, की बाबा व्यवस्थित तू टेबल वगैरे ठेव किंवा त्यांना अ, करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असेल तर वाढण्याची जबाबदारी आपण आपल्याकडच घ्यायची किंवा आपले जे घरातले शेवटी तर पाहुणेच आहेत ते समजा तर असे तर त्यातले कोणीतरी मदत करणार असतच. तर आपण त्यांची मदत घेऊ शकतो, की जरा थोडंसं वाढायला वगैरे मदत कर. मग ते आपण मदत घेतली तर मला वाटतं, की सोपं होतं. आणि बाकी जे स्वच्छता वगैरे आहे तर ती आपण म्हणजे जबाबदाऱ्या मला वाटतं वाटून दिल्या पाहिजेत. आपण सगळंच करू नाही शकत आहे. तेव्हा सगळंच आपण त्या केटरर्स जरी लावला अगदी तरी त्यांच्यावर आपण सोडून मोकळं नाही व्हायचं, की तू हे कर आता. आपण लक्ष देत राहायचं, की त्यात काही उणिवा असल्या तर फीडबॅक देत राहायच्या किंवा लोकांची मदत घेत राहिली, म्हणजे सोपं पडतं.
हं. हो. बरोबर. हो. हां, बरोबर. हां, हां. हे मला आवडलं हा चांगला उपाय म्हणालात तुम्ही, की त्याच्यावर वेळोवेळी आपण लक्ष देत राहिलं, की मग त्यांना पण वाटेल, की हां, आम्हाला आमच्यावर लक्ष आहे तर आपण असं काही करू नये ज्यांनी हे आम्हाला प्रश्न विचारतील, की असं का केलं म्हणून. छान तुम्ही मला खूप छान मा माहिती दिली आणि मला खरंच खूप आवडलं तुमच्याशी बोलताना मला भरपूर म्हणजे असं जर काही असं कोणाला प्लॅन करायचं असेल छोट्या बजेटमध्ये मोठ्या गटाला जेवायला घालायचं असेल तर मला वाटतं अ, हे सोयीच आहे आणि करू शकतो हे पॉसिबल आहे. आणि चांगलं चविष्ट, साफ, स्वच्छ. <chuckles> हो.
सत्य आहे. हो, हो. हो. हं, हं, हं. <chuckles> पॉसिबल आहे जर आपण इनोव्हेटिव्ह स्वच्छ असतात. इनोव्हेटिव्ह जर आपण झालो ना तर कशातही सोल्युशन निघू शकतं असं माझं वैयक्तिक मत आहे.
हो ना, शेवटी "अतिथि देवो भव" आपण म्हणतो ना तर त्यांना साफ, स्वच्छ आणि चविष्ट जेवण देणं हेच आपलं एक अ, मिशन असतं ना तेव्हा उत्सवाच्या दिवसात, की लोकांनी यावं, देवाचे दर्शन घ्यावे आणि पोटभर जेवून खुशी-खुशीने त्यांनी जावं.
तर आपल्याला प्रॉब्लेमने नाही जायचं.